अ, हो सांगेल ना. मी ना अ, माझ्या लग्नानंतरचाच किस्सा सांगते. आपण कसं लग्न नवीन झाल्या-झाल्या मी अ, माझं होतं की मी प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकायची. म्हणजे आपण बोलताना की "हां, मोठे आहेत, सासू-सासरे आहेत" आणि काय असतं नवीन नवरीचं असतं की 2-3 वर्ष जर त्यांच्या मनासारखं केलं, तर आपल्या मनासारखं नंतर गोष्टी घडतात. तर हं मग मी म्हणायचे की "ठीक आहे चल, त्यांचा काय अपेक्षा असता की अ, एक सून म्हणून त्यांच्या त्यांच्या असता आपल्या पण अपेक्षा म्हणजे फक्त त्यांच्या मान-मर्यादा किंवा आमचं ऐकलं पाहिजे." हो, मान राखावा. काम करावं आणि आम्ही बोलू ते करावं, असं म्हणजे की तू असंच कर, तसंच तर मी करायची. म्हणजे मी कधीच नाही बोलत नव्हती. मी मनात व्हायचा त्रास की आपण करतोय नुसतं आणि आपल्याला
हं. बरोबर. सासरकडचे. हं. बरोबर, वाह! वाह! हं. बरोबर. मान राखावा, थोडं काम करावं. हं. हं, हं. हं. आणि असं म्हणतात ना, की त्या नवीन वातावरणामध्ये स्वतःला असं सामावून घेणं आणि प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं, कधी-कधी नुसतं मान डोलवल्यासारखं आणि आपण आपल्या मनाविरुद्ध गोष्टी करतो नाही का?
हो, हो. कारण की कसं असतं की म आपल्या मीरो मनाविरुद्ध असतं. पण आपल्याला असं वाटतं, की मी आजचा विचार न करता मी भविष्याचा विचार करते ना, की "आता जर मी हो बोलली तर ठीक आहे ना मला भविष्यात" अ, म्हणजे आपण म्हणतो ना "माझेच दिवस येणारेत. आणि मग मला मनासारखं करता येईल. माझा पाय पण इथं रुजेल. आणखी आपल्याला सगळ्या गोष्टी पण माहित होतील" आणि आपण म्हणतो ना, एक चांगली इमेज माझी तयार राहील त्यांच्या ह्याच्यामध्ये. ह्या दृष्टीने
हम्म. खरंच. हं. हो. आणि माहेरूनही हे असं सांगून पाठवतात की सुरुवातीलाच काही करू नकोस, नाही का?
हो, हो, कारण की त्यांचं कसं असतं की "तुझं तुला राहायचंय. तुझं संबंध तिथं चांगला राहिला पाहिजे आणि आपलं नाव नको खराब व्हायला." पहिलं तर माहेरच्यांना हे असतं. क "तुला काही वळण लावलंय की नाही, हे नको आम्हाला ऐकायला यायला. त्याच्यामुळे तू त्यांचा शब्द न शब्द पाळ." त्याच्यामुळे मुलीला आहे ना, खरं म्हणजे खरंच हा मोठं हे असतं, संकटच येतं की अ, नवीन घरात राहायचं आणि त्यांच्याच मनाप्रमाणे. जी मुलगी स्वतःच्या मनाप्रमाणे वागत असते ती अ, म्हणजे लगेच चेंज होऊन त्यांच्या मनाप्रमाणे वागायला जाते, म्हणजे कपड्यापासून तर खाण्या-पिण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होतात. आपल्या आवडीची वस्त म्हणजे भाजीसुद्धा बनत नाही. आपण ते बोलू तर तशीच भाजी करावी लागते म्हणजे तिथं पण आपल्याला अ, "नाही" बोलता येत नाही कारण की मी आज मला सांगितलं त्यांनी की ही भाजी कर अन मला ती आवडत नाही. मी लगेच म्हणू शकत नाही, "नाही, नाही, अ, मला आवडत नाही, मी नाही बनवत." आपण म्हणतात, "ठीक आहे, मी अ, एडजस्ट करेल. एक मग एक पोळ चपाती कमी खाईल. पण ठीक आहे, जाऊ दे, उगाच भांडणं नको किंवा अबोला नको त्या गोष्टींवरून."
भांडण वगैरे <chuckles> हो. हं. हो, हो. हं. हम्म. अगदी, अगदी. हो ना. हो. हो. मी नाही खाणार. हो. किती वाह! वाह! पण खरंच तुम्ही ना, म्हणतात ना की प्रत्येक स्त्रीचं हृदय अक्षरशः अ, आता या <chuckles> 2-3 मिनिटात माझ्या समोर अगदी व्यक्त केलत तुम्ही की त्या सासरी गेल्यानंतर किती अ, म्हणतात ना, एडजस्ट करावं लागतं. मग मला असं सांगाल का, की कधी तुम्ही नाही म्हणालात आणि त्याचा त्या नात्यावर काही परिणाम झाला? का तुम्हाला आधीच भीती वाटली की अ जर मी नाही म्हणाले तर काही संबंध दुरावतील का? असं वाटलं का?

मला असं होत नाही बोलायचं जर झालंच ना, आपल्याला नाहीच बोलायचं तर आपण आपल्या भाषा आपल्या टोनवर आहे ना आणि एक वेळ असती ठराविक म्हणजे समोरच्याचं अ, आपण बोलतो ना की समोरचा जास्त चिडलेला आहे किंवा तो टेन्शनमधी तर अशा वेळी नही न बोलता जो जेव्हा खूप अ, आपण म्हणतो ना खूप आनंदी आहे त्या टाईमचा वेळ साधून त्याच्याशी नाही बोलायचं प्रयत्न करा आणि ते पण भाषा आणि टोन सांभाळून म्हणजे अति अतिशय नम्रपणे ती, ती गोष्ट एकदम असं डायरेक्ट न नही बोलण्यापेक्षा थोडंसं अ, असं आजूबाजूच्या गोष्टी धरून मग नाही बोलायचं म्हणजे ते ना, त्यांना पचतं पण आणि त्यांना वाटत नाही हा ठीक आहे, चला आता नाही बोलली, उद्या हा बोलेल म्हणजे असं काही वाटत नाही, त्या गोष्टींचं त्यांना.
हं. हं, हं. हो, हो. नमतं घेऊन अगदी-अगदी. वाह! खरंच मस्त आणि पण मला हेही सांगा, जसं तुम्ही हा प्रसंग निभावून नेला पण मग पुढे तुमचे जे नातेसंबंध होते, त्याच्यामध्ये तुम्हा तुम्हाला पुन्हा कधी असं वेळ आली का की तुम्ही नाही म्हणालात आणि त्यांना सांगितलंत समजावून की बसून म्हणजे असं म्हणतात ना, जसं तुम्ही आता जाऊन बोललात असं पुन्हा कधी प्रसंग आला का हो?
नाही मग त्याच्यावरून आम्ही ना, हे केलं ना की आता आपल्याला नाही बोलायचं, तर आपण थोडंसं डिस्कस करूया, म्हणजे मी बोलली ना की एखादं असं की त्यांचा अ, म्हणजे ते आनंदी आहेत आणि तेव्हा मला आता नाही जायचं, ही गोष्ट मला करायची नाही. पण ते आता आनंदी दिसतंय ना, मी पटकन जाऊन त्यांना सांगते फक्त की नाही ना मला म्हणजे घुमून फिरून आपण ती गोष्ट सांगायची, थोडंसं की हां, प्रेमाने सांगितलं ना मग पटतं त्यांना आणि मग त्यामुळे पुढे असे प्रॉब्लेम अ, आले नाही जास्त, थोडे किरकोळ तर चालू असतात, पण अस एकदमच मोठा प्रॉब्लेम आला नाही आणि त्यांना एक सवय झाली की अ, त्यांनी गृहीत मला धरलं गेलं नाही, मग ते मला प्रत्येक वेळेस माझा एक अ, विचार ऐकायचे, माझं पण मत ऐकायचे की हा, आता पुढे जायचं असेल, तर तिला आपण कसं म्हणतो की सगळ्यांना कन्सिडर करतो. तसं त्यांनी मला नाही, तिला विचार टाईम आहे का तिला? त्याच्यानुसार आपण अ, करूयात पुढचं प्लॅनिंग म्हणजे ते अस ते पण चेंज झाले.
हां, हां, हां. <chuckles> प्रेमाने म्हणजे तुम्ही प्रेमाचं शस्त्र वापरलं. वाह! वाह! वाह! वाह! हं. हं. वाह! वाह! बरोबर म्हणजे किती छान की तुम्ही म मी तर तुमचं कौतुक करेन की तुम्ही त्यांनाही समजावून सांगितलत कारण की प्रत्येक अ, माणूस आहे ना शेवटी. त्याच्या प्रत्येकाच्या भावना असतात, प्रत्येकाच्या काही गरजा, अपेक्षा असतात. तर जश्या त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत तसं तुमच्याही त्यांच्याकडून काही ना काही अपेक्षा असतील, नाही का?
हो.